बरोबर. अ, असं होतं का तुम्हाला? की मला कारण, की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी समजून येतात. जोपर्यंत तुम्ही ती कथा फील नाही करत आहे, तुमच्या दृष्टीत किंवा तुमच्या नजरेमध्ये जर ती कथा तुम्हाला दिसते, तुमच्या डोक्यामध्ये तीच आहे. बोलतानाही तीच आहे, दुसऱ्या भावना नाही आहे आणि ते इतकं ठामपणे जेव्हा तुम्ही बोलतात. तेव्हाच ते त्यांना जे ऐकणारे असतात त्यांनाही तसंच दिसतं. मग आपल्याला त्यांचा रडू दिसतो, कारण, की त्यां त्यांना आपल्या शब्दांमध्ये ते दिसतं. तर मग हे गरजेचं असतं ना?
हो. हो. हो. हो. अगदीच. हो, हो. अगदीच. हो, हे खूपच गरजेचं आहे. तोपर्यंत श्रोता आणि वक्ता हे जे नातं आहे ना, ते सरमिसळ होतच नाही. म्हणजे अगदी जसं दुधामध्ये साखर मिसळावी, तसं अ, श्रोता आणि वक्ता म्हणजे कथा सांगणारा कथागार आणि कथा ऐकणारा ह्या दोघांचीही तेवढीच सांगड होणं खरंच गरजेचं आहे. तरच त्या कथेला सांगणाऱ्याला आणि त्या अ, ऊर्जेला अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं. आद नाहीतर मग नुसती शब्दांची वायफळ किंवा व्यर्थ बडबड असेल ना ती. म्हणून मला असं वाटतं, की दोघंही म्हणजे कथा ऐकणारा आणि सांगणारा, हे एकमेकांमध्ये पूर्ण मिसळणं गरजेचं आहे. सांगणारा जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच ऐकणारा महत्त्वाचा आहे. आणि अशा पद्धतीने ही दूध आणि साखर जेव्हा एकत्र येत ना, तेव्हा ते एक मिश्रण खरंच खूप सुंदर असं मिश्रण असतं आणि अ, नक्कीच ते खूप पुढं खोल वरती ते रुजलेलं असतं.
हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हं. गरजेचं आहे. हो. हं, हं. हं. अगदीच. हो, हो. हं. बरोबर. हो, हो, हो. असतं. येस, येस. येस, येस, येस. क्या बात हं, हं.

अ, त्याची एक खूप सुंदर गोष्ट आहे बरं का. म्हणजे गोष्ट सांगण्याची जी माझी आवड आहे, ती गोष्ट सांगण्यापासून झाली. माझे वडील, म्हणजे लहान असताना, आमच्या लहानपणी मला जसं कळायला लागलं तेव्हापासून. माझे वडील हे पोथी अ, पोथी वाचायचे आणि पोथीचा अर्थही सांगायचे. आणि पोथी पुराणात आहे ना, गोष्टी खूप असतात. आणि अ, माझे बाबा खूप साऱ्या गोष्टी आम्हालाही सांगायचे अ, त्या पुराणांमधल्या. आणि तिथून मला गोष्टी सांगायची आवड, ज्याला आपण कथा म्हणतो, कथा किंवा गोष्टी सांगण्याची आवड मला अ, लागली आणि इथंच अ, उगम पावला माझ्या या आवडीचा, असं मी म्हणेन. तर अ, वडिलांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या या आवडीमध्ये. आणि अजूनही त्यांच्या काही गोष्टी मला एवढ्या सुंदर पद्धतीनं आठवतात आणि त्या आठवल्या तरी तो प्रसंग जिवंत आहे की काय, असंच वाटतं.
हं, हं. हं, हं. क्या बात है. हं, हं. हं, हं. हां. अच्छा. हां, हां, हां. ओके. हं. क्या बात है. हं. क्या बात है. छान, छान. हं. क्या बात. तर मग तुम्ही जेव्हा हे कथाकथन करतात, म्हणजे जेव्हा कथा सांगता तुम्ही, तेव्हा मग तुम्ही काही ठराविक कथाच सांगतात, की कुठल्याही कथा तुम्ही सांगू शकता?
हो. हो. हो. अ, शक्यतो मला बोधकथा सांगण्याचं अ, खूपच आवडतं कथा सांगायला. कारण अ, जी लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी कथा रुपी संस्कारच आपण त्यांच्यावरती अ, देत असतो त्यांना. तर अ, संस्कार देण्याची ही सुद्धा एक खूप सुंदर पद्धत आहे असं मला वाटतं. मग अ, ज्या कथांमधून बोध मिळेल, अशा चांगल्या-चांगल्या कथा अ, सांगायला नेहमीच आवडतं. आणि मी वाड्यातल्या, आमच्या वाड्यातल्या सगळ्या लहान-लहान मुलांना, किंवा इतकंच काय, मी माझ्या मुलीला अजूनही कथा सांगत असते. आणि ती सुद्धा अगदी आवडीनं हट्ट करते, की "आई आज मला एखादी गोष्ट सांग, मला झोप येत नाहीये" किंवा असं. तर बरेचशे अ, अ, अशा गोष्टी आहेत, किंवा बरेचशे असे किस्से आहेत. जिथं माझ्या कथांमुळे, माझ्या गोष्टींमुळे नातेसंबंध सुदृढ झालेत, असं मला वाटतं.
हं, हं. बरोबर. हं. बरोबर. हं. क्या बात है. ओहो! क्या बात है. अच्छा. हां, हां.

क्या बात! खरंच, अ, खूपच छान प्रकारे अ, तुम्ही हे कथाकथन केलंय आणि म मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही सांगत होता आणि मी ऐकत होतो. तुमच्या शब्दांची जादू ही देखील मला हिप्नोटाईझ करत होती. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. नक्कीच मला आणखीन विषयावरही हिप्नोटाईझ व्हायला आवडेल. <chuckles> अ, तुमचे मनापासून आभार.
हो. <chuckles> <laughs> वाह! <chuckles> मलासुद्धा खूपच छान वाटलं. <laughs> नक्कीच मला सुद्धा आवडेल तुमच्याशी बोलायला आणि परत नक्की बोलू असेच अ, छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला बोलतं केलंत त्यासाठी. हो, खूप धन्यवाद. हो, हं.
हं. तुमच्याही आब <chuckles> नाही, खरंच. तुमचेही आभार आणि खूप खूप धन्यवाद.
अ, खूप धन्य